हो. साधारण ब्लॉक येत राहतात. तेव्हा तर वेगळे सिच्युएशन असते. पण असं एकदा झालं होतं, की अ, ते एक प प्रोजेक्ट होता आमचा. आम्हाला लवकरात लवकर ते देणं गरजेचं होतं. अ, डेडलाईन अगदी 2 दिवसावर आलेली होती त्याची आणि आम्ही एडिटिंगवरच होतं. अ, हां. एडिटिंगवरच होतो. आणि त्यानंतर पण बऱ्याच प्रोसेस असतात. म्युझिक लावणे वगैरे, वगैरे, वगैरे, तर कलर करेक्शन वगैरे. पण एडिटिंगचाच हा पार्ट असतो, की त्याच्यामध्ये एक पॉइंटला असं वाटत होतं, की ते एक अ, मनोरंजक वाटत नव्हतं किंवा ते मग खूपच रटाळ होत होतं ती गोष्ट. तर कुठला पार्ट काढावा आणि कुठला ठेवावा. असं ते एकदम अ, ब्लॉक आलेला होता त्याच्यावर. मग त्यावेळेस मग असं केलं होतं, की मग असं केलं, की थोड्यावेळ तो शटडाउन केला पीसी. स्वतः बाजूला जाऊन बसलो. चहा घेतला मस्तपैकी असा फक्कड असा गरमागरम असा वाफाळलेला चहा घेतला, छान. आणि ऑफिसच्या खाली उतरलो. आणि मस्तपैकी आमचं ऑफिस आहे आणि मग थोडंसं असं रस्त्याच्याच बाजूला असं छोटंसं असं अ, काय म्हणूयात त्याला गार्डन, गार्डन सॉर्ट ऑफ, गार्डन सॉर्ट ऑफ आहे. तिथे <clears throat> बेंचेस आहेत आणि छान असं अ, वॉकिंगसाठी अशी एक जागा केलेली आहे. मग उठलो, गेलो खाली आणि आजूबाजूला झाडं आहेत. मग ऊन वगैरे फार नसतं तिथे. अ, आणि दिवसाची गोष्ट ही. तर मग गेलो तिकडे आणि मस्त असे एक 7-8 चक्कर मारल्या त्या छोट्याश्या आमच्या, चालत-चालत. चहा घेतला आणि चक्कर मारलं. आणि मग नंतर तिथल्याच बाकावर बसलो आणि शांत विचार करत राहिलो काय करावं, काय करावं? आणि मग अचानक ते सुचलं. अरे! हे असं नाही, असं केलं तर असा-असा इफेक्ट येईल. तर अ, तडकाफडकी उठलो, आलो. तो इफेक्ट आता ते करून बघितलं, एक क्लिप इकडे एक क्लिप इथे आणि असं ते मागे-पुढे थोड्याश्या क्लिप केल्या आणि
हं. अच्छा. हं. अरे बापरे! हां, हां. हं. बरोबर. हं, हं. अच्छा. हं, हं. अच्छा! मग काय केलं? हं. अच्छा. हं. <chuckles> हं. हां. हं. गार्डन. हां. हं. हं, हं, हं. बरोबर. हं, हं. अरे वाह! हां. हं. हां. हं. खूप छान. हं. खूप. हं. हं, हं.
बघितल्या तर छान वाटल्या. मग माझ्या पार्टनरला दाखवलं, की "हे असं केलेलं आहे कसं वाटतंय?" तो म्हणला "अरे वाह! छान आहे की मग हे." म्हणजे तो <chuckles> आलेला ब्लॉक असा अ, अशा पद्धतीने काढला. हो, हो, हो.
अरे! हां. मस्त. चुटकीसरशी निघून गेला. <chuckles> नक्कीच म्हणजे ब्लॉक आल्यानंतर असं काहीतरी वेगळं. आता जसं तुम्ही सांगितलं गरम-गरम वाफाळलेला चहा. म्हणजे असं असते ना एखाद्या गोष्टीवर ते औषधच म्हणावं लागेल नाही का त्या-त्या प्रॉब्लेम्सवर तर. असं पायदळ गेलं किंवा निसर्गाच्या सानिध्यात गेलं तर नक्कीच आपले जे ब्लॉकेज आलेले असतात ते कुठे ना कुठे दूर होण्यास मदत होते, नाही का?
हं. हो, हो. हो.

एखादी वस्तू आणायला. किंवा साधं आपण अ, भाजी, दूध काहीतरी असं आणायला सांगितलं. हां. पण आपण कामाच्या गडबडीत असतो, तेव्हा हे विसरून जातो. आणि घरी आल्यानंतर ते "अरे! तुम्ही हे केलं नाही, तुम्ही ते केलं नाही. अ, तुम्ही आणलं नाही, तुम्हाला सांगितलं होतं." हे असं होतं. आणि तुम्ही जेव्हा कामात बसतात, तर तुमच्या डोक्यात हेच असतं, यार आपण कामावरून घरी आलो. आपण हे आणलं नाही. तर मग तिकडे क्रिएटिव्हिटीची बोंबच होते. म्हणजे झालंच ना.
बरोबर बरोबर. हं. हं. <chuckles> तेच. अरे! हं. <chuckles> म्हणजे बरोबर. म्हणजे क्रिएटिव्हिटीवर सुद्धा आपल्या घरच्यांच्या अपेक्षांचा परिणाम होतो, नाही का?
तर मग आपलं लक्ष तिकडे. परिणाम होतो. म्हणजे त्यांची अपेक्षा होती, मी आणावं. पण विसरलो, मग त्याच्यामध्ये आणलं नाही गेलं. आणि मग माझा तोच विचार, अरे! मी त्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही.
आणि अ, याच्या विरुद्धपण होत असेल ना? जसं की अ, आता क्रिएटिव्हिटी करताय पण आता घरच्यांच काही आणलं नाही, हे तर झालं हां. पण अ, आता क्रिएटिव्हिटीकडे त्यावर कडे त्याकडे दुर्लक्ष होत. पण घरच्यांच आता खूपच महत्वाच काम आहे, आणि ते करायचचं आहे. कुठेतरी करायचं राहून गेलं, असं राहते आणि मग जेव्हा तुम्ही क्रिएटिव्हिटीकडे अ, क्रिएटिव्हिटी काहीतरी करायला बसतात, तेव्हा असं होतं का? की म्हणजे दोन्ही प्रेशर एकमेकांना म्हणजे क्रिएटिव्हिटी करा व्हिटी करायला लागलं, तर घरच्यांचं ताण किंवा घरच्यांचं काम करायला लागलं तर क्रिएटिव्हिटीचा ताण, असं होतं?
हं, हं. अ, नाही क्रिएटिव्हिटीचा तसा ताण होतच नाही, खरं सांगायचं तर. तेच एक ब्लॉक जो येतो आपण पण ह्याच कारणांमुळे ब्लॉक येतो. त्यामुळे क्रिएटिव्हिटी करतांना तर उलट अ, काय म्हणतो आपला मेंदू चार्जच असतो. सारखा चार्ज असतो. अच्छा, हे करूयात, हे करूयात, असं करूया, तसं करूयात. ते सारखं ते डोक्यात चालू असतं. चालना मिळत असते. त्यामुळे मग अ, तसं होत नाही. फक्त मग बाहेरचा प्रेशर जर आला, मग तो घरच्यांचा असेल, कामाचा असेल, आपण ट्रॅफिकमधून गाडी चालवतो, त्याचाही ताण होतोच की. त्याचं प्रेशर असतं कधी-कधी. तर अ, त्याचा होऊ शकतो. पण अ, क्रिएटिव्हिटीचा अ, फॅमिलीवरती होत नाही असं मला वाटतं.
हं, हं. हां. बरोबर. हं. बरोबर. चालना मिळत असते, मेंदूला एक प्रकारची. हं. हां. बरोबर.